अ, कसं आहे हे आता सगळ्यांनाच अ, रोबोटिक अ, किंवा जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते परवडतातच असे नाहीत किंवा डिशवॉशर वगैरे अ, मध्यमवर्गीय माणसाला तर नाहीच नाही. तर मी असं म्हणेन, की आणि शिवाय ना अ, ते जे अ, पुसणं वगैरे आहे रोबोटिक किंवा यांत्रिक जी कामं होतात ना ती ठराविक अ, जागेमध्येच होतात. पण अप मी असं पाहिलेलं नाही आहे, की रोबोट कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये जाऊन, घासून-घासून सगळं धुवून काढतो.
हो ना. हं. हो. हं, हं, हं, हं. हं. हां. बरोबर. हं, हं, हं.
प्रोग्राम केलेला असतो. तेवढंच ते करतं. पण माणसाचं म्हणजे आपलं डोकं असं आहे, की आपल्याला माहिती असतं, की नक्की धूळ कुठे आहे, असं मग मला असं वाटतं, की अ, म्हणजे माझ्या दैनंदिन कामामध्ये असं करत असते, की भांडी जी आहेत ना पाणी घालून ठेवत असते, म्हणजे भांडी धुताना अ, ते लगेचच अ, घासता येतात किंवा ते कोरडी होत नाहीत आणि ते अ, खरकटं वगैरे जे असतं ना ते चिकटून बसत नाही. किंवा दुधाची भांडी पाणी घालून ठेवायचं म्हणजे ते ऐन वेळेला खूप नाही. अशा छोट्या-छोट्या गोष्टी आणि फरशी जेव्हा पुसायची असते, लादी पुसायची असते त्यावेळेला मी अ, एक जे ओला कपडा आहे ना तो अगोदरच जिथं खूप धूळ आहे तिथं मी मारून ठेवलेला असतो. म्हणजे उडून तिथली धूळ चुकून म्हणजे ओली होऊन बसते आणि मग शेवटच्या क्षणाला वेळ लागत नाही आणि ते पटकन पुसलं जातं असं. तर अशा पद्धतीनं अ, काम हलकं पण होतं आणि शिवाय एकाच वेळेला खूप जास्त वेळ न घालवता ते काम सोप्या पद्धतीनं किंवा कमी श्रमामध्ये होऊन जातं, असंही या माझ्या अ, काही युक्त्या आहेत ज्या मी करते.
हो ना. हं. हं. हं, हं. ओके. हं, हं, हं. अ, हां. हां. हं. हां. हं, हं, हं, हं. अच्छा. हं. बरोबर. हं. हं. हो. अगदी खरं. हं, हं, हं. वाह! वाह! फारच छान. खूप छान युक्त्या आहेत, की जेणेकरून बाबा चला आरामात म्हणता म्हणा, की तुमचं कामही पटापट होईल आणि अ, खर्चही कमी होईल. हं.
हो. <chuckles> <chuckles> हो. हो.

हो, व्यवहाराला अ, काय कॉम्प्रोमाईज नाही करत आम्ही. <laughs> मुद्दाम करत असत. <chuckles> असं. पण याच्यामध्ये पण मजा असते. हं.
हं, हं, हं. <laughs> आई गं! वाह, वाह! <chuckles> हं. मग असं कधी चिड-चिड होते या बाबतीत की "नाही मीच का नेहमी पार्टी द्यायची?" म्हणजे तुमचं असं होतं ना, की मायनस केलेत, मी काम नाही केलं म्हणून मायनस झालंय आणि मग असं झालंय, की "मीच का द्यायची नेहमी पार्टी वगैरे," असं काही.
<laughs> हं. नाही. <laughs> व्यवहार आहे ना, व्यवहार आहे ना. मग व्यवहाराला पर्याय नाही, <chuckles> दे पार्टी <laughs> आणि बऱ्याच वेळेला मी जिंकत असते. <laughs>
हं. <laughs> हो. म्हणजे तुम्हाला पार्टी मिळत असते तर.
मिळत असते. <laughs> अशी मज्जा मज्जा करत. हं. हो.
<chuckles> वाह, वाह, वाह! मग हे जे तुमचं काही हं. मग हे जे तुमचं काही अ, आहे उपाय म्हणा, की तुम्ही कशा पद्धतीने घरगुती काम अ, हँडल करता. तर दुसरं कोणी येऊन अ, हे बघितलंय आणि ते बघितल्यानंतर त्यांनाही आवडलंय आणि त्यांनीही घरात असं काही अ, फॉलो केलंय, असं काही तुम्हाला जाणवलंय का? म्हणजे तुम्हाला अनुभव आला का? की ते येऊन सांगितले की "अरे हे तुम्ही खूप छान करता हां आम्हालाही आवडलं आता मी मी माझ्या घरी जाऊन असंच करणार." असं काही?
हं. हां. हं. हो. <laughs> माझ्या नवऱ्याच्या अ, मित्रांच्या बायका, <laughs> त्या विशेष करून इम्प्रूव्ह अ, अ, इन्फ्लुएन्स्ड आहेत. आणि त्यांना एवढं छान वाटतं की "अरे वाह, जर भाऊजी करू शकत असतील, तर माझा नवरा काय नाही करणार" असं त्यांना वाटतं. आणि त्यांच्याकडे त्या आणि मग त्यांचे मित्र मला येऊन म्हणत असतात, की "काय वहिनी तुम्ही असं शोधलंय आणि आम्हालाही काम करावं लागतंय." तर हे एका बाजूनी कॉम्प्लिमेंट पण आहे आणि खूप छान वाटतंय. अ, घरातल्या पुरुषांना सुद्धा तेवढीच अ, कामाचं महत्व किंवा ती संधी मिळते आणि बायकांना अस थोडासा आराम मिळतो. तर याचाही मला खरंच खूप आनंद वाटतो. आणि आमच्याकडे अशा इनोव्हेशन्स चालू असतात. एक, एक, एक, एक तर ते <laughs> खूपच मजेशीर आहे आणि घरही साफ राहतं. आणि वेळही वाचतो सगळ्यांचाच आणि मुलांना वेळ देऊ शकतो आम्ही, यामुळे.
हं. हां. अगं बापरे! हं, हं, हं. हां. <laughs> हं. अरे देवा! <chuckles> हं, हं, हं. हो ना. हं. हं. हो. हां, हां, हां. <laughs> वाह! हं, हं. हो ना, खरंच. हो. खरं आहे, खरं आहे. खरंच खूप छान वाटलं हो, किती छान पद्धतीने तुम्ही सिच्युएशन हँडल करता आणि हे खरंच युनिक पद्धत आहे, की चला म्हणजे सगळी जण मदतही करतील, वेळही वाचेल आणि सगळी कामंही होतील. खूप छान वाटलं.
हो, हो. <chuckles> <laughs> हो. <laughs> हो. कामही होतात आणि शिस्तही लागते. मुलांनासुद्धा शिस्त लागते आणि आळशी नवऱ्यांना पण शिस्त लागते. <laughs> अगदीच <chuckles> मला सुद्धा खूप छान वाटलं हं तुमच्याशी बोलून. हो, चालेल नक्कीच तुम्ही पण वापरा या टिप्स. हं. हो, खूप छान वाटलं. हो, नक्कीच. धन्यवाद. हं.
हो ना. हां. <laughs> हो. अगदी, अगदी खरं आहे. खरचं खूप छान वाटलं खूप म मजा आली, तुमच्याशी संवाद व करताना खरंच. हो तुमचे खरंच मनापासून आभार नक्की नक्की, <chuckles> पुन्हा नक्कीच अशाच गप्पा मारूया. खरंच तुमचे खूप आभार. धन्यवाद. हं.

हं, हं, हं, हं.
आणि कधी-कधी असं होतं ना, की अ, पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. आणि मग जी धावपळ असते ना आपली.
हां. बापरे, बाप! <chuckles>
आहाहा! काय सुंदर धावपळ आपले आपलेच केस विंचरायला सुद्धा वेळ मिळत नाही. मग अशा वेळेला मी ना रात्रीच अ, पुरणाची डाळ शिजवून वाटून ठेवत असते पुरण.
<laughs> अ, हो ना. अच्छा, हं.
आणि हां, म्हणजे असं बऱ्याच वेळेला होतं की "अरे, मग ते नैवेद्य दाखवायचा असतो," वगैरे-वगैरे. म मग मी म्हणत असते की "काम करणाऱ्या बायकांना देव माफ करतो." एवढे आणि अ, तेवढं चालवून नेतो आपण आणि मग दुसऱ्या दिवशी अ, तुळशी पत्र ठेवलं ना नैवेद्यावरती, तर ते सगळं पवित्रच होऊन जातं. <chuckles> देवाला माफी मागायची, "बाबा हे आहे हे गोड मानून घ्या" आणि आशीर्वाद द्या असं म्हणायचं. काय करणार ना आपण तरी. <chuckles>
हो ना. <laughs> हो, अगदी खरं आहे. <chuckles> हो. हो ना, हं. <chuckles> हो तर, तेच तर आहे. हं.
हो. तर अ, असं छान होतं. हां. नाही, बोला.
मग तुम्ही काय सांगाल? हां. हां, क काय असं सांगाल, की कमी खर्ची गे जे आहेत म्हणजे गॅजेट न वापरता कमी खर्चात कसा कसा वेळ अ, वाचवता येईल ओ? म्हणजे काही वेळेला खूप लोक काय-काय करतात ना, की गॅजेट्स आणतात. आजकाल रोबोट्स निघालेत, जे लादी ऑटोमॅटिकली लादी पुसत किंवा इतरही गोष्टी निघालेत जे आपल काम कमी करत. पण खर्च वाढतो त्याच्यामुळे, तर तुम्ही आर्थिक दृष्ट्या कमी खर्चाच कश्या पद्धतीने काय उपाय सांगाल?
हं. हां. हां. हां. हो. हो, हो. हं. अगदीच.